डिसिप्लिनवर बरोबर. बघा ना, आज समाजामध्ये नाही का, खूप काही लोकं आहेत जे नवीन अ, लहान मुलं आहेत किंवा लहान म्हणजे अ, जे कॉलेजमध्ये आहेत. ते पुढे काहीतरी बनू इच्छिता जीवनामध्ये आणि त्यांचे काही रोल मॉडेल असतात प्रत्येकाचे. त्यासोबत ते तुलना करत असतात हां बरोबर. पण अ, अशाच तुलनासोबत कुटुंबाच्या आणि समाजाच्या पण अपेक्षा आपल्यासोबत येतात आणि ते आपल्याला सांगतात की "बघ हे किती छान आहे. बघ ते किती छान आहे. तुला तसं बनायचंय. तुला असं करायचंय." पण आपला मूळ स्वभाव तसा नसतो कधी-कधी. तर अ, यावेळेस अ, ज्या लोकांना अशा अ, ज्या दबाव येतात त्यांनी त्या दबावातून बाहेर निघायसाठी तुम्ही काय टिप्स देणार?
हो, हो. हं, हं. हो, हो. हं, हं. हं, हं. हो. अ, कसं आहे, की हे जेव्हा दबाव यायला लागतात ना, तर नक्कीच आपल्याला आपल्याकडे लक्ष द्यावं लागतं, की हे आता दबाव आलेले आहे. त्याला किती म्हणजे त्या गोष्टीचा किती विचार करायचा? म्हणजे मला असं वाटतं, की त्याचा जास्त असा विचार नाही करू. चिंतन करावं की या तुलनेचं आपल्याला करायचं आहे का? कारण चि चिंतन आणि चिंता याच्यामध्ये थोडासाच फरक असतो. मग तो ओळखणं आपल्याला खूप गरजेचं आहे. चिंतन करावं आणि लवकर त्या रिझल्टवर जावं. करायचं, नाही करायचं. दबाव तर हा सगळ्यांचाच असतो प्रयत्न करायचा. कुटुंबातून जर आलेला असेल ना, तर त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायचा. कारण शेवटी ते आपली नाती असतात. ते आपली जरुरी असतात. तर ते थोडं हां. तर तो संवादाने प्रयत्न करायचा आणि त्यांना जसं समजेल तसं हळू, प्रेमाने किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजी कसं ही म्हणजे. तसं समजवण्याचा प्रयत्न करायचा आणि मी म्हणेल, की समाजाच जे आहे ना, तेवढं मला नाही वाटत, की त्यांचं एवढं टेन्शन घ्यावं. कारण तुम्ही सगळ्यांना काही खुश नाही ठेवू शकत. कोणी ना कोणी नाराज होणारच आहे. हां तर ते कसं करणार ना मॅनेज?
हां, हां. बरोबर. हां. बरोबर. हां. बरोबर, बरोबर. हां. बरोबर आहे. हं, हं, हं. नाती असतात. ते पण आवश्यक आहे. हां. हं, हं, हं, हं. बरोबर. नाही ठेऊ शकत. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बरोबर, बरोबर. तुम्ही हां, खूप छान सांगितलं म्हणजे तुम्ही. अ, काही, काही गोष्टी इतक्या अ, दिसायला त्या छोट्या दिसतात, पण आहे खूप मोठ्या अंगीकारण्यासाठी आणि इतकं छान तुम्ही अ, सांगितलं, की तुलना अ, करायची तर असतेच पण ती पॉझिटिव्ह पण असते निगेटिव्ह असते आणि ती हाताळायची कशी. हे सर्व तुम्ही आमच्यासोबत अ, शेअर केलं. याच्यासाठी मी मनापासून तुमचे खूप, खूप धन्यवाद देऊ इच्छितो.
हं, हं. हां, हां. हो, हो. तुमच्याशी पण हा संवाद करून खरंच खूप छान वाटलं. नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.